अ, नक्कीच. म्हणजे दुसऱ्या, असं कधी-कधी होतं. म्हणजे एकदा काय झालं, की माझे जे ग्राफिक्स टीमचे जे कारण काय, त्यांच्यासोबत मला नेहमी कॉन्टॅक्ट होतो, एकंदरीत. आणि, अ, म्हणजे काय झालं, की माझं नवीनच लग्न झालं, म्हणजे 1 दीड वर्षापूर्वी हां. तर मग तेव्हा काय झालं, की माझ्या नवऱ्यासोबत मी चॅट करत होती. आणि मध्येच त्यांचं अप्रूव्हल द्या अप्रूव्हल द्या चालू होत होतं. आणि मग जो मला नवऱ्याला मेसेज पाठवायचा होता, तो त्यांना गेला. <chuckles> तर ते म्हणाले, "क्या है ये? काय बोलतेस तू?" मग नंतर मी म्हटलं, "सॉरी, सॉरी. चुकून म्हटलं, तुम्हाला, अ, मेसेज गेलाय माझ्याकडून." अ, तर ते म्हणाले, "हां, ठीक आहे, ओके ओके." असं. मग त्यांना मी सांगितलं, की "हे तुमच्यासाठी नव्हतं." मग ते म्हणाले, "ठीक आहे." <chuckles> कधी-कधी होतं ना की त्या टळ
बरोबर. अच्छा. <chuckles> अरे बापरे! <chuckles> मग तो ते एक्सप्लेन कॉल करून द्यावं लागलं का सांगावं लागलं?
नाही, नाही. मेसेज मेसेजमध्येच मी त्यांना सांगितलं समजून गेले ते एकंदरीत. मग त्यांना असं कळ कधी-कधी होतं ना आपलं की एखाद्याला चुकवून आपला मेसेज जातो. तर मग मी त्यांना म्हणाली हां.
अच्छा. बरोबर. अगदीच. मग आजच्या पिढीला जेव्हा हे अशा प्रकारचे मेसेजेस वापरले जातात, तेव्हा त्यांचाच टोन जो आहे तो स्पष्ट ठेवण्यासाठी त्यांनी काय करावं, अशा ह्याच्यासाठी तुम्ही काही छोट्या-छोट्या टिप्स द्याल का?
हं. हं.

नक्कीच. मला तर असं वाटतं की बघा अ, जो आपला जो ऑफिसचा ग्रुप आहे तिथे जास्त स्माइली नका युज करू तुम्ही. एकंदरीत कमी स्माइली युज करा म्हणजे फॉर्मल ठेवा. नॉर्मल हसण्याचा स्माइली किंवा धन्यवाद अ, म्हणजे थँक यूला तुम्ही म्हणू शकतो की तो जो आहे ना, नमस्कारवाला तो युज करू शकता किंवा टाटा, बाय-बायचा तो एक ना हँड्स अपचा आहे तो युज करू शकता किंवा मग थंबचा अप्रूव्ह आहे, ओके आहे. जसं की म्हणू शकतो की अ, म्हणजे खूप जरा नोटेडला जो आपला थंबचा असो जो आपलं एक वाक्य आहे नोटेड ऑफिसच्या ग्रुपमध्ये जे असतं ते तर ते तुम्ही क युज करू शकता आणि फॉर्मल टोन ठेवा त्याला म्हणजे तुम्हाला तिथे फ्रेंडली नाही बोलायचं आहे. मित्रांसाठी तुम्ही काही स्माईल युज करू ते मित्र असतात मित्र-मैत्रिणी किंवा कझिन्स असतील. त्या त्यामध्ये कसं असतं की आपल्याला मर्यादा इतकी नसते म्हणजे ओके चालतं आपलं सगळं. चलता है. तसं टाइप असतं. तर ऑफिसमध्ये फॉर्मल ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा कधी-कधी मिसअंडरस्टँडिंग हो होतात आपल्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. तर तुम्ही त्यांना विचारा की अ, "तुला नेमकं काय म्हणायचं होतं?" किंवा "मला हे असं म्हणायचं होतं." हे तुम्ही देखील सांगू शकता जर एखाद्याला कळालं नसेल तर.
अच्छा. बरोबर. हां, हां. बरोबर. हां. बरो बरोबर. हां, हां. असं झालंय का म्हणजे कधी की तुम्ही एखादा मेसेज पाठवला ऑफिसच्या ग्रुपवर आणि त्याचा काहीतरी चुकीचा अर्थ घेतला गेला, जसं तुम्ही मगाशी सांगितलं होतं की थंब्स अपचा अर्थ कळालाच नाही त्यांना. तर तसं असं कधी झालंय का आणि मग असं वाटलं का की लि लिहून किंवा कॉल करून त्याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे?
हां, म्हणजे हं. हो, हो, हो. हं. हो, हो. असं तर झालंय भरपूरदा किंवा कधी-कधी काय तसं अप्रूव्हलचंच म्हणाले की काही-काही मेसेजेसला किंवा कुठे जायचं असेल अ, तर मग कुठे म्हणू शकू तो प्लॅन असेल, कुठे जायचा म्हणा किंवा खाली कॉफीला तर मग अ, असतो की "चला येणार आहेत का?" मग मी ओके पाठवलं. मग त्यांना कळलंच नाही, की म्हणजे नक्की मी "हां की ना?" "येस ओर नो?" <chuckles> मग त्याच्यानंतर त्याने मला कॉल केले. मी म्हटलं, "हां, येते ओके बोलली ना मी" <chuckles> तर मग नंतर मग अ, मग थंब पाठवला म्हणले
हं, हं, हं. बरोबर. <chuckles>
ते येणार आहे. मग तेच पूर्ण शब्दात मला लिहावं लागलं. पण मग आता त्यांना सवय झाली आहे की म्हणजे थंब म्हणजे माझा की आय एम इन म्हणजे मी येणार आहे किंवा मग असं त्यांना कळू शकतं असं झालेलं आहे.
राइट.

तर मग आपण काय फक्त हां-हां पाठव
बरं. नाही पाठवायचं.
किंवा हे-हे पाठवतो आणि मग नंतर खूप सारे स्माइलीज पाठवतो नाहीतर मग असं तर नाही ना करत की आपण व्हॉइस नोटमध्ये हसतानाचा मेसेज करतो. तसं नाही करत आपण. हां, तर मग मला
हां. <chuckles> म्हणजे व्हॉइस नोटमध्ये हां-हां-हां लिहायचं. <chuckles>
हां, हां, हां. मग तसं नाही ना करत आपण. तर मग काय करतो, त्या प्रत्येक म्हणू शकतो, की मेसेजला आपण असा एक अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपण खूप सारे स्माइली पाठवतो आणि मग पाठवतो, "अरे, मी खूपच हसले." म्हणजे बघ असं पण पाठवतो आपण. मग त्यावेळेला आपण ह्या तिन्ही गोष्टींचा मला तर वाटतं वापर करतो, हा टोन स्पष्ट करण्यासाठी मग टेक्स्ट असू द्यात किंवा इमोजीस असू द्यात, स्टिकर्स असू द्यात व्हॉइस नोट्स असू द्यात किंवा पंक्च्युएशन मार्क्स किंवा राग आला तर
बरं. बरं.
तर मग बोलतो, की कॅप्स ऑन करतो. असं सगळं होऊन जातं मला असं वाटतं.